हो, हो नक्की. मग मी शिकायचा प्रयत्न केला. सुरुवातीला सा-रे-ग-मं झालं माझं. त्याच्यानंतर अ, फिल्ममधल्या कुठले पल पल दिल के पास ते गाणं एक होतं. त्याची मी ट्यून शिकले पहिल्यांदा. पुन्हा आपलं राष्ट्रगीत आहे जन गण त्यानं स्टार्ट केलं. जन गण मन त्याच्यावर वाजवायला लागले. मग ते असं परफेक्शन आल्यामुळे अशा वेगवेगळ्या ट्यून वाजवल्यामुळे ना मला असा कॉन्फिडन्स आला आणि मग अ, मला कॉर्ड्स वगैरे पकडायला पण त्यांनी प्रयत्न अ, शिकवला कसे कॉर्ड्स पकडायचे म्हणा किंवा मी 1-2दा प्रयत्न केला. मला इतकं जमलं नाही. पण ट्राय होता. पण असे नॉर्मल जे अ, हे होते ना बटन्स त्याच्यावर मी वाजवायचे ट्यून्स म्हणजे की हो.
हां. हो. अरे वाह! वाह, वाह, वाह! हो. म्हणजे हे सगळं तुमचे जे सासरे होते त्यांनी तुम्हाला शिकवलं?
हो, हो त्यांनी शिकवलं आणि मग त्यां हां म्हणजे स सूर कसे लक्षात ठेवायचे किंवा नोटेशन कसे म्हणा, कुठला सप्तक, मंद सप्तक, तार सप्तक किंवा मध्यममध्ये कुठली ट्यून वाजवणार किंवा कॉर्ड्स कुठे पकडायचे, इतकं डिटेल त्यांनी सांगितलं. मग मला पण खूप इंटरेस्ट यायला लागला आणि त्यांचं कसं, मेंडोलिन पण त्यांना, तारवाद्यं पण जमत होती. म्हणून मग त्यां आम्ही नंतर मग त्यांना मेंडोलिन पण आणला. मग ते मेंडोलिन पण खूप सुंदर वाजवायचे तारवाद्यं. मग अ, त्यांचा ग्रुप होता मेंडोलिन लव्हर्स म्हणून. तर अ, तो ग्रुपमध्ये ते असायचे. मग कुठे काही, काही म्हणजे कॉन्सर्ट म्हणा किंवा जे प्रसिद्ध मेंडोलिन प्लेयर माहिती आहेत ना तुम्हाला ते अ, सेनगुप्ता म्हणून आहेत. ते फिल्ममध्ये मेरे रश्के कमर ते गाणं नाही का. त्याच्यामध्ये वाजवलं आहे त्यांनी. तर अ, त्यांची कॉन्सर्ट होती इथे कोल्हापूरमध्ये. तर आम्ही तिथे गेलो म्हणजे अ, की त्यांच्या थ्रूच म्हणजे तिकिटं मिळाली होती कारण ते ग्रुपमध्ये होते. मग मला पण
किती छान! किती छान! खरंच. हो, हो. वाह! बापरे! खूप छान. हो. हां, हां. नाही, नाही. हो, हो. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गेले होते तुम्ही?
हो, हो लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गेलो. मग त्यांना भेटता आलं. मग ते मेंडोलिन लव्हर्स होते, त्यांच्याशी गप्पा झाल्या. बाबा कसं तारवाद्य असतं? कसं आहे? त्याची क्वालिटी काय आहे? कुठे बनतात? वगैरे, अशी बरीच माहिती मिळाली. मग त्यांच्याशी बोलून पण खूप आनंद वाटला आणि ते म्हटले छान आहे म्हणजे तुम्हाला इतका इंटरेस्ट आहे. तुम्ही नक्की शिका वगैरे, असं त्यांनी सांगितलं हां आणि आमचा ग्रुप जॉइन करा आणि ऑनलाईन आमचे क्लासेस असतात मेंडोलिनचे. तर ते तुम्ही नक्की हे करा, असं सांगितलं. पण मला ते करता आलं नाही वेळेअभावी. पण अ, मी अ, जनरल म्हणजे आता ते अ, मला थोडं जजमेंट आलंय.
वाह! किती छान. हो, हो. हो ना. हो. हो. मग तुम्ही कधी प्रयत्न नाही केले का? अ, असं ट्राय नाही केलं ते ऑनलाईन क्लासेस वगैरे जॉइन वगैरे करायची?